आता बघा ना, आपलं आयुष्य किती धावपळीचं झालं आहे ना आजकाल आणि आपण सतत काही ना काही कामं करत असतो किंवा आपल्या डोक्यात इतका गोंधळ असतो ना की काय कामं करायची? कधी, कशी ती आवरणार? तर अशा व्यस्त दिवसभरात, थोडंसं शांतता आपण कशी मिळवता, ह्याबद्दल काही सांगाल का?
हो, अगदीच. हं, हं. हे पहा, आमच्या जीवनामध्ये ना, सर नेहमी गोंधळचं असतो आणि आपणाला त्याच्यामध्ये शांतीची गरज असते. कधी-कधी मुलं खूप छोट्या असतात किंवा घरामध्ये खूप अ, टेन्शन असतं आणि त्यावेळेस खूप अवघड जातं, की अ, मला एका गृहिणीसाठी तुम्हाला मी समजू शकतो आणि मला माझे काही मित्र पण आहे, मैत्रिणी पण आहे त्यांच्या घरी पण मुलं आहेत. त्यांच्यामुळे मी त्यांच्या घरातला गोंधळ पाहून पण मी समजू शकतो, की कशा प्रकारची व्यवस्था असू शकते आणि ह्या सर्व गो गोष्टीतून आम्हाला त्या गोंधळातून शांती पाहिजे असते आणि तो शांतीचा शोध त्यांचा दिवसभर चालूचं असतो. पण कामामुळे काही ती शांती भेटतचं नाही. <laughs> कधी वाटतं की आता अ, स्वयंपाक झाला का थोडीफार शांती भेटेल. मग स्वयंपाक झालं का, तेवढ्यात कुणीतरी येणार, नाही तर काहीतरी करावं लागतं. आणि कधी पाहतं टीव्ही पाहायला थोडाफार आराम भेटेल किंवा शांती भेटेल. त्यावेळेस पण काहीतरी प्रॉब्लम्स येतात, किंवा कोणीतरी घरी येतं. म्हणजे अशी काही ना काही कामं चालूचं राहतात त्यांच्या मागे. मग हे अशी कामं चालू असताना मला असं वाटतं की त्यांनी नियोजनबद्ध जर पद्धती वापरल्या त्यांच्या जीवनामध्ये तर त्यांना शांती भेटू शकते थोडीफार. त्यांचं शेड्यूलचं असं बिझी आहे. तर त्याच्यामध्ये अ, मला असं वाटतं की घरात जर मुलं असले किंवा गोंधळ असला तर आम्ही त्याच्यामध्ये आम्ही पाहतो, की एक वेळ असतो की त्याच्यामध्ये शाळेमध्ये मुलं जातात. मग त्याच वेळेमध्ये आम्ही थोडीफार शांती घेऊ शकतो किंवा खूप छोटे.
हो ना. हम्म. हो, बरोबर. हो, हो, ते तर असतं. हो ना. हं, हं. अच्छा. हं. हं, बरं. मग नेमकं काय करायचं?
हं, हं, हं.
म्हणजे काही असा एक सर्वात सोपा उपाय आहे का, की जे, झटपट करू शकतो आपण?
हं, हं. <laughs> हो ना. झटपट करण्यासारखं हं, हं.
कारण काय असतं ना, की बायकांचं कसं असतं आता सकाळी मुलं शाळेत जातात, मग त्यांच्या पतीदेवांना पण ऑफिसचा डब्बा वगैरे हवा असतो. तर ते चहा नाश्ता करा. मग ते टिफिन आणि डब्बा पॅक करा. मग त्यानंतर दुपारचं जेवण बनवा. दुपारचं जेवण झालं नाही, लोकं जेवली नाही, घरची मंडळी की ते मग भांडी धुवायची, मग ते भांडी धुवून झाले 3-4 वाजेपर्यंत, घरचं ते झाडू पोछा करेपर्यंत परत चहा नाश्त्याचा वेळ होतो. ते झाले की परत त्याची भांडी. <chuckles> तर असं करत-करत ना, बायकांचा पूर्ण दिवस निघतो आणि पुरुषांचंही कसं, त्यांचंही ऑफिसची कामं काही उरकत नाही. ते बॉस त्यांना एका पाठोपाठ एक कामं देत राहतात. म्हणून विचारलं, की काही असं म्हणजे झटपट होणारी सर्वात सोपी काही अशी उपाय आहेत का, जे लोकं करू शकतात. थोडीशी शांतता मिळण्यासाठी?
हं, हं. <chuckles> हं, हं. हं, हं. <chuckles> परत सगळं येऊन जातं. <chuckles> म्हणजे हो, हो. हो. हो, हो. <chuckles> ट्रिक्स वापरू शकतो आपण काही, अ, ज्याच्यामुळे आम्हाला शांती भेटेल, म्हणजे पहा मग आता टेक्निकच वापरावं लागेल याच्यासाठी, आम्हाला जर शांती भेटायची तर. अ, ब्रेकिंग ब्रेक टेक्निक घेऊ शकता. मग तुम्ही काय करायचं? मी एवढे भांडे झाल्यानंतर, मला 15-20 मिनिटं मी शांत बसणं. मी एवढं काम झाल्यानंतर, मला 15-20 मिनिटं शांती पाहिजे आणि त्या शांतीमध्ये ही काय करायचं, ते ठरवा. नाही तर त्याच्यात पण गोंधळ नको. <chuckles> म्हणजे अ, हं, बाकीचे काहीतरी कामं घेतलेत, किंवा काहीतरी पाहतोय. मग शांती म्हणजे कसं, शांतच बसणं किंवा विचार करणं, व्यवस्थित वाटणं आणि त्याच्यानंतर परत उठून कामं करणं. कारण की मग त्या कामाचा ही आळस येत नाही. किंवा प्रेशर होत नाही माणसाला आणि मग त्याच्यामध्ये शांती मिळवण्यासाठी आपण थोडीफार झोप घेऊ शकतो, त्याला आपण पॅवर पॉवर नॅप म्हणतो. 20-20 मिनिटांच्या त्या पॉवर नॅप घ्या. त्याच्यामुळं काय होतं? पू पॉवर नॅपमुळं काय होतं, पूर्ण स्ट्रेस आहे ना, तुमचा, पूर्णच निघून जातो, एका
हां. हां. काय करायचं? अच्छा. हं. हो ना. अच्छा. हं. हो. बरोबर.
कारण की तुम्हाला आहे ना, त्या पॉवर नॅपमध्ये काहीच पुढचं, म्हणजे मागचं काहीच ध्यानात नाही राहत. त्याच्यामुळे तुम्हाला प्रेशराइज नाही होत जास्त. तर मग ती पॉवर नॅपमध्ये ती शांती, समोरचं पुढचं काम, म्हणजे परत, अ, आपल्याला काहीतरी, को अ, हे घटना पुढच्या आहेत, त्या परत आपण जमा करतो. परत पॉवर नॅप घेतला, तर तो पूर्ण परत क्लीन होतो आणि परत चालतो आपला मेंदू. अशा प्रकारचा तो टप्प्याटप्प्याने आपल्याला शांती घेता येते, म्हणजे आम्ही, त्या शांती पण व्यवस्थित घेऊ शकतो. आमचं काम पण उत्साहात पार पाडतो. परत आम्ही थकल्यानंतर, परत पॉवर नॅप घेतो. परत पॉवर नॅप घेतल्यानंतर चालतो. तर जसे अप अँड डाऊन जर येत ना, तसं आपण काहीतरी करू शकतो, असं मला वाटतं. हं.
अच्छा. पण जर अ हां. पण जर का ऑफिसमध्ये एखादा व्यक्ती असला, तर मग तिथे तर पॉवर नॅपचं ऑप्शन नसतं ना? मग तेव्हा अशा परिस्थितीत मग काय करू शकतो आपण?
<clears throat> हे पहा, प्रत्येक अ, ठिकाणी मी जिथं पण काम करतो ना, तिथं 2 चहाचे किंवा 1 चहाचा ब्रेक असतोच आणि 1 जो राहतो, 1 ब्रेक राहतो, जेवणाचा. जेवणाचा
हो.
काही ठिकाणी अर्धा घंट्याचा असतो, काही ठिकाणी 1:00 घंट्याचा असतो आणि चहाचा 15-20 मिनिटांचा राहतो. तर काही-काही ठिकाणी ते 15-20 मिनिटांच्या ऐवजी अर्धा घंटाच लोक घेऊन टाकतात.
अच्छा. हं.
आणि 1 घंटा, समजा काही 45 मिनिटं ते एक घंट्याचा, काही जेवणाचा ब्रेक घेऊन टाकतात, तर मग या वेळेमध्ये आपण ती गोष्टी करू शकतो. इतरत्र काही गोष्टी न पाहण्यापेक्षा, आपण त्याच वेळेमध्ये शांत बसून किंवा अ, कुठेतरी जाऊन, म्हणजे असं शांत बसा तुमच्या ऑफिसमध्ये किंवा कुठेतरी एक जागा तरी असेल तिथं शांती. नाहीतर एक अजून बेस्ट जागा जी राहते, तुम्ही जेवणाच्या डब्याच्या वेळेस सगळे निघून जातात, म्हणजे ते ऑफिसच शांत होऊन जातं. मग तुमच्या जागी येऊन पटकन जेवण करा आणि तुमच्या त्या ठिकाणी येऊन बसा, म्हणजे बॉसला पण लागेल किती माणूस काम करतो आणि तुम्हाला फक्त बसून राहायचं आहे. मग ती शांती तुम्ही घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये थोडीफार शांती मिळू शकतो आणि मग संध्याकाळचा वेळ आम्ही व्यवस्थित अ, मॅनेज करावा, ज्यांना दिवसभरातून वेळच जमत नाही किंवा एखादा सुट्टीच्या दिवशी, मग पूर्ण शांती घ्या तुम्ही. मग मागचा आणि पुढचा काहीच विचार नका करू किंवा त्याच्यामागे तुमच्या ऑफिसची कामं येतील किंवा घरची कामं येतील, असा काहीच विचार नका करू. कारण की माणूस जो जगतो ना, शांतीसाठी आणि आनंदासाठीच त्याचा मेन हेतु आहे आणि तो अशांत राहून, मग ती शांतीला कसं मिळू शकतो? म्हणून जा, थोडेफार प पैसे खर्च असेल, तर जा थोडंफार लांब अ, कुठेतरी वेळ घालवा. पिक्चर थिएटरला जा, तिथं वेळ घालवा आणि थोडीफार शांती मिळवता येते. अशा प्रकारे निसर्गामध्ये जा, तिथं वेळ भे डोंगरावरती जा, तिथं ही तुम्हाला शांती भेटते. असे काहीतरी तुम्ही आठवडेभरचे नियम आखा, म्हणजे तुम्ही रिफ्रेश होऊन परत सोमवारी कामाला लागू शकतात. रविवारची ती एक तर सुट्टी आमची फिक्सच राहते किंवा ज्यांना 2 दिवसाच्या सुट्ट्या आहेत, शनिवार-रविवार, तर अशा ट्रिपच आपण काही काढू शकतो, की ज्याच्यामुळं आपण लांब जाऊ शकतो आणि तिथं आपल्या शांतीला म्हणजे मिळवू शकतो, अशातला भाग, हं.
अच्छा, बरं. <sneezes> हं. हो ना. <chuckles> <chuckles> बरं. हं, हं. हो ना. बरोबर. हो. हो ना. हं, आता हे तर तुम्ही दिले उपाय, जे आपण सुट्टीच्या दिवशी करू शकतो किंवा व्हॅकेशनला जाऊ शकतो. पण काही-काही लोकांना सुट्ट्या पण नाही भेटत ना, खूपच व्यस्त असतं त्यांचं शेड्यूल. तर अशा वेळेस मग एका व्यस्त दिवस दिवस जेव्हा असतो त्यांचा, तर त्यावेळेस मग कसं काय करायचं? म्हणजे असे काही सोपे, काही ध्यान पद्धती किंवा छोटे सोपे व्यायाम आहेत का, जे आपण करू शकतो?
हं. हं. हं, हं, हं. एक ट्रिक आहे अ, म्हणजे आत कधी-कधी ना आपल्याला अ, स्ट्रेस का हून येतो माहिती आहे का? मला एखादं काम करायचं आहे तुमचे भांडे पडलेले आहेत, समजा असं मी सांगतो, आता समजा तुमचे भांडे पडलेले आहे किचनमध्ये आणि त्यावेळेस तुम्हाला स्ट्रेस येतोय, की आता मला ते घासायचे, पण तुम्ही विचार करता करताच खूप वेळ घालवता त्याच्यामध्ये आणि तो स्ट्रेस वाढत चालतो.
हां. हं. हं.
तर तुम्ही अशा गोष्ट करायचं, की मी जर 5 ही एक ट्रिकच आहे, तुम्ही तुम्हाला माहीत असेल मी जर 5 नंबर जर मोजले तर ते 5 नंबर मोजल्याच्यानंतर मी लगेच कामासाठी उठणार आहे आणि काम करणार आहे. म्हणजे मी त्याच्यावरती विचार न करत बसता, मला ते म्हणायचंय, 1, 2, 3, 4, 5, लगेच माझं जे पण मी बसलेलं असेल किंवा मोबाईल पाहत असेल, ते सोडायचं आणि मला पहिलं जाऊन ते काम करायचं. हे एक आहे माइंडला ट्रिगर देतं हे, ही जी ट्रिक आहे. ही माइंडला ट्रिगर देते की तुला 5 म्हणल्यानंतर कामासाठी उठणं जे तू ठरवलेलं आहे त्याच्यासाठी. तर मग अशा प्रकारे तुम्ही, तुम्ही नंतर फक्त तुम्हाला पुढे चालू हो. तुम्ही चालून जर पुढे चालून जर म्हटला, की मला अ, 5 पर्यंत, तुम्ही डायरेक्टली 1 पासून जरी नाही आकडे मोजले, तुम्ही नुसतं 5 पण म्हटले तर तुमचं माइंड काम करायला लागेल तसं. कारण की तसं तुम्ही त्याला चालना दिलेली, 5 म्हटल्यानंतर काम करणं हा त्याचा ट्रिगर पॉइंट आहे. तो, तो ट्रिगर पॉइंट तुम्ही ओळखणं गरजेचं आहे. आणि तशा प्रकारचं काम करणं गरजेचं आहे. राहिली, शांती आणि ते मेंदू कशा प्रकारचे, शांती कुठे भेटते आपल्याला? मनामध्ये आणि डोक्यामध्ये <chuckles> हे 2च भाग आहे, आपल्याला तिथूनच शांती भेटते. मनामध्ये विचार असले आणि डोकं जर खूप अ, इकडं-तिकडं भरकटत असलं तर आपल्याला शांती नसते.
हां. बरोबर. हं. हां. एक चॅलेंज देतात. अरे वाह! हं. अच्छा. हो.
तर दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण अ, मेडिटेशन करू शकतो. तर मेडिटेशनमध्ये आम्ही काय करू शकतो, सकाळीच तुम्हाला खूप स्ट्रेस आहे. म्हणून जास्त वेळ न झोपता, त्या तुम्हाला पूर्ण दिवसभराचा स्ट्रेस कमी करण्यासाठी किंवा शांती मिळवण्यासाठी, तुम्ही बसा आणि काही श्वासोच्छ्वासाचे जे काही प्रकार आहेत, त्याच्यापैकी कोणचाही करू शकता तुम्ही. अ, तुम्ही अ, म्हणजे भरपूर आहेत प्राणायाम आहेत किंवा मेडिटेशन आहे. कोणचंही एक साध का मेडिटेशन घ्या ना तुम्ही, ज्याच्यावर ज्याच्यामुळं तुमच्या श्वासावरती लक्ष तुम्ही ठेवून अ, म्हणजे एक मेडिटेशन घ्या, ज्याच्यामुळे श्वासावरती लक्ष ठेवू शकतो. आणि अगदी ते 10 ते 15 मिनिटं करा किंवा अर्धा तास करा. हे एक याच्यासारखं आहे, की पेट्रोल गाडीमध्ये भरण्यासारखं आणि तुमचं मग दिवसभर ते एवढं चालूच राहील.
हं. हं. हं, हं. बरं. हां. अच्छा.
अ, जे पण जी दिनचर्या आहे आणि मग तुम्ही परत तुमच्या मनाला कंट्रोल करण्यासाठी, परत मेडिटेशन करू शकता आणि मेडिटेशन मध्ये पण एक प्रकारची शांती तुम्हाला भेटतेच. अशातला भाग आहे. हं, हं.
अच्छा. हां. हो ना. हो, हे छान आहे. हे म्हणजे छोटंसं असं 5-10 मिनिटं ध्यान करणं पण हे पॉसिबल असतं, ऑफिसमध्येही करू शकतात ना लोकं.
हं. लोकं म्हणजे कधी-कधी डुलकी येऊन जातं तर त्याच्यातच ध्यान करून घ्यायचं कधी-कधी, म्हणजे काही-काही मी पाहतो लोकं हं, हं, हं.
हं. मग मला असं सांगा, की दीर्घकालीनपणे हे जर आपल्याला मानसिक शांतता ठेवायची असेल, तर मग त्यासाठी आपण काय करू शकतो?
दीर्घकालीनसाठी तर बेस्ट उपाय हाच आहे मेडिटेशन आहे. मग त्याच्या व्यतिरिक्त अ, तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही जे पण रुटीन करताय ते फॉलो करणं, त्याच्यातून पण आपल्याला शांती भेटते. मी काम जे करतो त्याच्यातनं मी जर अ, हे भेटतं मला, अ, मी त्याला फॉलो करतो, तर त्याच्यातून पण माझ्या मनाला शांती भेटते किंवा मला मला विसावा भेटतो अशातला भाग आहे.
हं. मग आपण ह्यासाठी आपल्या कुटुंबियांचा सपोर्ट हवा का आपल्याला? आपण त्यांच्याशी बोलून असं सांगायचं का त्यांना, की "मला आता थोड्या वेळासाठी डिस्टर्ब नका करू." असं काही गोष्ट केली तर चालते का?
तसं मलाही हो, असं जर केलं तर चालतं ना? काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही तसं करू शकता. कारण की त्यांना सांगितलं, मला शांती पाहिजे. आता तुम्ही जर तुमच्या पतीला किंवा तुमच्या घरच्यांना सांगितलं, मला डिस्टर्ब नका करू, किंवा तुमच्या पतीने तुम्हाला सांगितलं तसंच, मला डिस्टर्ब नका करू. तर तुम्ही डिस्टर्ब करणार का त्यांना? नाही.
हं. हं. नाही ना?
हां, हां, सोपं आहे. आम्ही मग म्हणू शकतो, की आम्हाला थोडंफार स्ट्रेस खूप होतोय अ, दिवसभरचा. आता मी दिवसरात्र काम करतो किंवा करते, किंवा मला माझ्या कामाचं खूप खू टेन्शन आहे. तर मग मी मग आता काय करते? मग ह्या रविवारी आम्ही बाहेर जाणार आहोत, तर त्यावेळेस तेही समजून घेतील का घरचे, जर सासू-सासरे असले, तर तेही समजून घेतील का? नाही, खरंच हिला ताण आहे म्हणून आणि बाहेर गेलं तर थोडं फार रिलॅक्स पण होतं.
हो ना.
कारण की काय होतं माहिती आहे का? एक एन्व्हायर्नमेंट राहतं आणि तुम्ही त्या ज्या ठिकाणी द जशा प्रकारचा विचार करणार, तशा प्रकारचं तिथलंच वातावरण बनतं. म्हणून फार तुम्हाला वातावरण, तुम्ही जर ते स्ट्रेसफुलच तुम्ही म्हणता ना, इथं ताणाचं आहे पहा, काही आता भांडे पडली आहेत, काय धुणं पडलंय, काय ये हे येणार आहे, काय ते येणार आहे, तुम्ही त्याच गोष्टीचा दिवसभर विचार करता. मूळं ती फ्रिक्वेन्सी तिथं तिथंच ती फ्रिक्वेन्सी राहते. तर तुम्ही फिरल्यामुळं काय होतं, ती फ्रिक्वेन्सी तुमची इकडची फ्रिक्वेन्सी चेंज होते आणि तुम्ही इथं जे विचार केले ना, व्हायब्रेशनस ज्या तुम्ही दिलेल्या या जागेसाठी, त्या व्हायब्रेशन पण तुम्ही कमी तिथं नसल्यामुळं, ते व्हायब्रेशन जास्त पसरत नाही आणि त्या कमी होण्यासाठी मदत होते. जसं एखाद्या घरामध्ये एखादं दमट दमट वातावरण जर असलं ना, तर आपण जशा खिडक्या उघड्या करतो ना आणि ते बाहेर पसरायला मदत होतं, तर अ, मग त्याप्रमाणे होतं ते. तर असं करणं गरजेचं आहे आम्ही.
हं. हो, बरोबर. हां, बरोबर. हं, हं. हो. वाह! खरंच खूपच छान आणि उपयोगी टिप्स तुम्ही दिल्या आणि मला खूप आवडलं हे. सगळेच याचा वापर करून स्वतःच्या व्यस्त दिवसात थोडीशी शांतता आरामात मिळवू शकतात. खूपच तुमचे मनःपूर्वक आभार आणि खूप-खूप धन्यवाद या माहितीसाठी.
हो, अगदीच. तुमचेही खूप अ, मनःपूर्वक आभार आणि खूप धन्यवाद तुमच्या तुम्ही हे ऐकून घेतलं त्याच्यासाठी. धन्यवाद.